स्वतःला ओळखणं, आपले ध्येय समजणं आणि आयुष्यातल्या निर्णयांवर विचार करणं, या सगळ्या प्रक्रियेत आपण चुका करतो आणि शिकतो. हे अनभवता, या अनुभवातूनच स्वतःला जाणून घेण्याची खरी सुरुवात होते. तुम्ही मला सांगू शकता का, की स्वतःला शोधायला सुरुवात कशी करावी?
हं, हं. हो. अ, हो, मला नेमकं आवडेल सांगायला, की स्वतःला शोध चुका ज्या केल्या, त्या शोधताना आपण काय शिकलो शिकलो त्याच्यामधून?
हं. हं. हं, हं, हं.
तर माझ्या जीवनामध्ये भरपूर घटना घडल्यात, की मला अजून पण वाटतं, की मी अजून त्या शिकतच आहे, माझ्या जीवनामध्ये. कारण की सगळ्यात मोठी चूक अशी झाली, का जग कसं ओळखावं? आणि जगातले लोक कसे ओळखावेत? ही माझ्या जीवनातील खूप मोठी चूक मला वाटते.
बरं, हं. हां. आणि अशी अ, का वाटते की ती तुमच्या अ, जग म्हणतात ना, की माणसाला ओळखणं, अ, अ, असं वाटतं, की तुम्ही चुकलात किंवा तुमच्याकडून चूक झाली, असं का वाटलं तुम्हाला?
हं, हं. माझ्याकडनं चूक झाली, याच्यामुळं वाटलं, की माझं हृदय तसं म्हणजे पाहिलं तर, म्हणजे मी प्रत्येकावरती विश्वास ठेवायचो आणि मला वाटायचं, प्रत्येकजण चांगलंच बोलतो, सत्यचं बोलतो आणि अ, कोणी जर आपल्याला प्रेमाने बोललं, लहानपणापासून समजा मला जेव्हापासून चांगलं समजायला लागलं, समजा 16-17 वर्षापासून.
हं, हं, हं. हं, हं, हं.
त्यावेळेपासून मला असं वाटायचं, का सर्वजण जे बोलतात, ते चांगलंच आहे. जर आपल्या सोबत जर कोणी चांगलं बोललं किंवा गोड बोललं, तर तो व्यक्ती खूप चांगला आहे आणि मी त्याला, अ, त्याच्या प्रत्येक गोष्टीला सत्य मानायचो. तो त्याच्या जीवनामध्ये कसंही बोलला किंवा काहीही बोलला आणि मी त्या गोष्टी धरून चालायचो. अशीच एक घटना माझ्या जीवनामध्ये घडली, का मी एका ठिकाणी काम करत होतो, अ, कॅशियरचं आणि त्या ठिकाणी एक कस्टमर आले आणि ते खूप चांगले बोलायचे आणि हसून आणि प्रेमाने बोलायचे.
ओके. हं. हं, हं, हं. अच्छा.
त्यावेळेस मला असं वाटलं, की हां, मनुष्य खूप चांगला आहे आणि अ, येळे हा मला मदत करू शकतो पुढं आणि त्याची एक खूप मोठी कंपनी होती. आणि त्याने मला मी त्याला विचारलं, "मला हे काम सोडायचंय, तुमच्या कंपनीमध्ये काम भेटू शकतं का?" तो मला म्हंटला, "हो." खूपच, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने बोलला, खूप गोड बोलला तो आणि म्हणे, "नक्कीच मी तुला देईन आणि तुझं लाईफ सेटल होईल, बरं का, म्हणे तू जर इथे आलात तर." अरे बापरे, मी म्हंटलं, "एवढी मोठी संधी माझ्या जीवनात भेटते, कारण की आपण चांगले आहोत आणि चांगले लोक आपल्याला भेटतात." मला असं वाटलं.
हं, हं, हं, हं, हं. ओके. हं. ओके, हां. हं, हं, हं.
आणि मी हातच काम सोडून, मी त्या मनुष्याच्या मागं गेलो. आणि आणि त्यानी मला जी ऑफर केली होती, का काम मी तुला देतो. तो म्हणी पण म्हणी, "हे पहा, तुला कमी पेमेंटमध्ये जी तिथं जेवढं पेमेंट होता, त्याच्या अर्ध्या पेमेंटमध्ये 2-3 महिने करावं लागेल, शिकण्यासाठी."
अरे, बापरे! हं. ओके. हां.
"आणि शिकलास ना तू, तर तुला आपण त्याच्यापेक्षा थोडे ₹1000-₹2000 वाढवून देऊ, त्यावेळेस." तर मी ॲग्री झालो त्याच्यामध्ये, मी शिकतो म्हणलं सर. परंतु तो शिकण्याच्या नावाखाली माझ्याकडून खूप कामं करून घेतले त्याने, अ, जे आणि कमी पैशामध्ये जास्त कामं करून घेतले. आणि नंतर अ, मला म्हटला, 2 महिन्यानंतर म्हणे एक टेस्ट घेतली, ज्याच्यातल्या ज्या गोष्टी मला त्याने जास्त शिकवल्या नव्हत्या, त्याचीच स्टेट्स टेस्ट त्यांनी घेतली, परीक्षा घेतली आणि म्हटला, की "अरे, तू अजून पण अ, काही परफेक्ट नाही झालेला," म्हणे. "आपल्याला अजून तुला काम करण्याची, म्हणजे शिकण्याची गरज आहे, म्हणून तुला ह्याच पेमेंटवरती पुढच्या अजून 4 महिने काम करावं लागेल."
हं. हो. अच्छा. ओह!
आणि.
बरं.
पुढच्या 4 महिन्यापर्यंत मी म्ह म्हटलं, तर, "सर" म्हंटलं, "माझ्याकडची ऑलरेडी सेव्हिंग संपलेली. मी अर्ध्या तिथल्यापेक्षा अर्ध्या पेमेंटवर आलो. तुम्ही म्हटले, "2 महिन्यानंतर मी तुझी पेमेंट वाढवून देईन आणि तुझं चांगलं करियर करेन.'" "नाही, नाही," म्हणे, "असं जमत नसतं" म्हणे, "आणि तुझे एवढे मला एफोर्ट्स दिसत नाही."
हं, हं, हं, हं, हं. अरे, मग तुम्हाला असं अ, एक प्रकारे विश्वासघात अ, झाल्यासारखं वाटलं का तुमच्याबरोबर?
हं, हं. हो, मला वाटलं, विश्वासघात झाला, हे माझ्याच जीवनात नाही, तर मी प्रत्येकाच्या सोबत तसंच वागायचो, कारण की अ, मला मी म्हंटलं ना, जग कळायला थोडा-फार उशीर लागला. आणि नंतर मला, 1 महिना मी केलं तिथं काम आणि सोडून दिलं. परंतु मी या जगामध्ये पण शिकलो, की लोक खूप चांगलं बोलतात, तुमच्या जवळ येऊन बसतात, बोलतात, परंतु आपण त्यांचं मन नाही पाहू शकत आणि कोणाच्या बोलण्यावरून आपण त्याला ठरवू नाही शकत. आजकालचं जग जे झालेलं आहे ना, जास्त खोटं बोलण्याकडेच आणि माझ्या जीवनामध्ये मी नेहमीच ठरवलंय, म्हणजे, प्रयत्न करतो, की जास्तीत जास्त खरं कसं बोलावं आणि मी पटकन लोकांवरती विश्वास ठेवत होतो, पण तेव्हापासून मी ठरवलं, की अशा प्रकारचा विश्वास नाही ठेवायचा लोकांवरती, थोडं हुशारीने वागायचं आणि अ, लवकर नाही. कोणी जर म्हटलं, तुला मदत करतो, तर तो मदतच करल, असा नसतो, तो फक्त त्याची वेळ काढून घेत राहतो किंवा आपल्या सोबत त्याचे संबंध चांगले आहेत, अशा दाखवण्याचा प्रयत्न तो करतो. मला असं वाटतं, म्हणजे जग एक प्रकारचं लबाडच जग झालेले, भरपूर लोक त्याच्यामधले, मी पूर्णच नाही म्हणणार, परंतु सत्तर टक्के तर 80% लोक असेच आहेत, असं मला वाटतं कधी-कधी.
हं, हं, हं, हं, हं. हं. हं, हं, हं. अच्छा. हं. हां, हां. मग तुम्ही अ हां. हां. हं, अच्छा. मग तुम्ही अ, तेचं, ते जे तुमच्या लाइफमध्ये तसा जेव्हा किस्सा झाला, अ, त्याच्यानंतर अ, तुम्ही काय काळजी घेतली किंवा तुम्ही अ, कसं स्वतःला सावरलं आणि अ, त्या ह्याच्यातनं बाहेर आलात? त्या मोमेंटमधनं बाहेर आलात?
हं, हं. हं, हं. हो. हो, मला सांगायला आवडेल का, त्याच्यामधनं मला बाहेर येण्यासाठी अ, म्हणजे खूप वेळच लागला, कारण की मी त्याच्यानंतर, असं ठरवलं की लवकर विश्वास नाही ठेवायचं. एखांदा बोलतो म्हणजे तो कॅज्युअलीच घ्यायचं, मनापर्यंत नाहीतर, बुद्धीपर्यंतच ती गोष्ट जाऊ द्यायची. आणि आणि फक्त विचार करायचा, हा फक्त ओरली बोलतो आहे, ह्याच्याकडनं जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत याला सत्य मानायचं नाही. आज जर तुला चार लोकं म्हंटले, तुला आम्ही काम देतो आणि त्याच्यातला एक पण लावत नाही किंवा तो, जोपर्यंत एखादा माणूस देत नाही, तोपर्यंत ते काम झालं असं ठरवायचं नाही. चुका, त्या मनुष्याकडे नाही आहे, कारण की ते फक्त अ, जगामध्ये कसं राहावं याच्या एक पद्धतीने ते वागता.
हं, हं, हं, हं, हं. हो. हं, हं, हं.
आणि ते तसं बोलतात. मग मी त्याच्यानंतर हीच केअर केली, की स्वतःची समजूत काढली आणि मी ठरवलं की प्रत्येकावरती विश्वास नाही ठेवायचा. जोपर्यंत ते आपलं काम होईल. मी म्हंटलं, 70%च लोक असे भेटतात, 30% तुम्हाला चांगले पण, भेटतील ह्या जगामध्ये. आणि म्हणून मग अ, त्याप्रकारे मी वागण्याचा प्रयत्न केला त्याप्रकारे विचार केला, की प्रत्येक जण बोलतो ना, "ठीक आहे, कोणाचा राग नाही धरायचा काय" तो म्हंटला होता, मी असं करेन आणि ते केलं नाही. अ, हो निघतात काही लोकं आणि काही जेन्युइनपण कारणं सांगतात. म्हणून ती चूक त्यांच्याकडे नाही आहे, ती चूक आपल्याकडे आहे, की आपण त्यांच्यावरती किती विश्वास ठेवलेला आहे. आपण त्यांना कशाप्रकारे हं.
हं. हो, ना. हं. हं, हं, हं. नक्कीच. मला ते अ, तुमचं खरंच पटलं, की एखादा व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलतो आहे, तर अ, एक आहे की कॅज्युअली म्हणजे त्याचा आपण विचार केला पाहिजे, म्हणजे प्रॅक्टिकली असं नाही की त्याच्यावर एकदमच ट्रस्ट ठेऊन आणि ट्रस्ट नाही ठेवला पाहिजे. प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे किंवा कितपत आपण त्या व्यक्तीवर ट्रस्ट करणं केला पाहिजे हेही अ, तितकंच गरजेचं आहे, हे तर नक्कीच अ, मलाही पटलं. अ, कधी-कधी असं वाटतं का, की तुम्हाला अ, जसं तुम्ही म्हणालात की माणसं ओळखणं ही एक कला आहे, असं तुम्हाला वाटतं का?
हं, हं. हं, हं. हो. हो. हो. नक्कीच. ही एक कला आहे. जशी प्रत्येक प्रकारचे माणसं असतात आणि आपण पाहिले अन चांगले माणसं खूप कमी आहेत आजच्या जगामध्ये. जसं म्हटलेलंच आहे, की कलयुग आहे, कलयुगामध्ये अन सत एकदम सहजरीत्या लोकं फोनवरती म्हणतात, की मी इकडं आहे, मी बाहेर आहे, मी घरात असलो तरी आणि खोटं बोलणं एक अ, अ, अ, जीवनाची गरज झालेली आहे. अन्न, वस्त्र, निवार्‍याच्या व्यतिरिक्त असं मला वाटतंय. सहज बोलतात, त्याच्यामागे काही विचारच नसतो लोकांचा का तो खोटं बोलतोय? का खरं बोलतोय? पण मी म्हणतो, लोकांकडे जास्त बोट दाखवण्यापेक्षा माझं जीवन पण, अ, मी कसं किती वेळेस मी स्वतःला ऑब्झर्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, की मला स्टेबल त्याच्यामध्ये संतुष्टी वाटते खरं बोलण्यामध्ये. तर मी बोलायलाच पाहिजे. खूपच अ, अवघड गोष्ट असली किंवा त्याचे कोणाच्या जीवनावरती जर वाईट परिणाम होत नसले, तर नक्की मी थोडंफार खोटं बोलेन, पण जास्त पण नाही. कोणाला होप द्यायचा नाही खोटं किंवा कोणाकडून अ, समजा काही गोष्टी काढून घ्यायच्या नाही खोटं बोलून किंवा लबाडी करून. ह्या माझ्या जीवनातील काही नियमांपैकी अ, महत्त्वाचे नियम आहेत. आणि जे भेटलं जरी खऱ्यापणाने थोडं पण भेटलं, तर त्याच्यामध्ये समाधानी राहण्याचा माझा उद्देश आहे, की मी या चुका ज्या केल्यात याच्यातून मी तेच शिकलो, की स्वतः कमीमध्ये स्वतः समाधानी रहा. कारण की माणसाला प्रत्येक गोष्टीची परतफेड करावी लागते. असा माझा विश्वास आहे. हं, हं.
हं. हं, हं, हं. हां. <laughs> ओके. <chuckles> हं. हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हो. ते तर आहे. नक्कीच, नक्कीच.आणि अ, तो जसं तुम्ही माझ्याशी तो अनुभव अ, शेअर केलात, तसं तुम्ही अ, इतर कुणाशी तो अनुभव शेअर केला का? आणि तुम्ही सांगितलं का की ते माझी चूक होती आणि त्यातनं तुम्ही काय शिकलात? असं तुम्ही कधी सांगी तो प्रसंग शेअर केला का तुम्ही?
हं. हं. हो, माझ्या आई-वडिलांसोबत आणि माझ्या अ, मित्राच्या जवळचा एक मित्र आहे, त्याच्यासोबत मी शेअर केल्या. अ, ज्यावेळेस माझ्या मित्रासोबत हं, त्याची प्रतिक्रिया अशी होती का ज्यावेळेस मी माझ्या मित्रासोबत ती गोष्ट शेअर केली, तर सुख म्हणे त्यांच्याकडे नाहीये. तू त्यांच्याकडून अपेक्षा धरली आणि त्या अपेक्षेचा भंग झाला, तर घटना तुझ्यामध्ये घडलेली आहे, त्यांच्याकडे नाही.
हं, हं. हां. काय प्रतिक्रिया होती ते? हं. हां.
त्यांनी फक्त सांगितलं तुला आणि तू अपेक्षा ठेवल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. तू म्हणजे तुझ्या समजण्यामध्येच जग समजण्यामध्येच थोडंफार तू, <swallows> माग होतास असं त्यांना वाटलं. आणि तू म्हणे का, असे लोकं भरपूर भेटतात. कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. आणि त्याच्यामुळे तुला न अ, तू म्हणाला तो तसा काय नाही वागला, तर त्याच्यामुळं तुझ्या जीवनात दुःखच येईल. कारण की त्याच्याकडे वागण्याची मुभा आहे. तो कसाही वागू शकतो. तो म्हणू शकतो, नाहीये तू परफेक्ट, तर तुला कुठं कामावर ठेवणार? तू खोटं बोलू शकतोस. तू पहिलंही खोटं बोलणं, आत्ताही खोटं बोललं आणि पुढंही खोटं बोल. पण तुला काय करायचंय तुझ्या जीवनाच्या विषयी, तुझा तू निर्णय घे आणि पुढं चाल. जे शिकलं ना, ते खूप मोठं आहे. त्याच्यासाठी तू म्हणजे आज लोकं कोर्स करतात. तर तू हे पैसे जे हाफ पेमेंटमध्ये काम केले ना, तर त्याच्यातून हेच शिकला ना तू. तर हे म्हणजे कोर्सची फीज दिल्यासारखी. परंतु हे हा धडा तुझ्या जीवनामध्ये नेहमी ध्यानात राहील असं झालेलं आहे. तर म्हणून खूप अशा प्रकारे
हं, हं, हं. कुठला? हां, हां, हां. हं, हं, हं. हं, हं, हं. हो ना. हं, हं. हं. <chuckles> नक्कीच. मला हे खरंच अं, आवडलं की अ, जसं तुम्हाला ज्या रीत्या तुम्हाला ते समजून सांगितलं, की भले तुम्हाला हाफ पेमेंट भेटलं. पण त्या ह्याच्यातनं तुम्हाला खूप मोठा धडा भेटला म्हणजे आयुष्यभर लक्षात राहणारा धडा भेटला. अं, असं आपण नक्कीच अ, म्हणू शकतो आणि अं, खरंच आहे की चुका मला वाटते अ, सगळ्यांकडून होतात स्वतःला शोधताना किंवा प्रत्येक जण चुकतो. पण त्या चुकातनं आपण कसं शिकतो अ, हे खरंच अ, खूप महत्त्वाचं आहे आणि कसं आपण स्वतःला अ, सावरून घेतो हेही अ, तितकंच महत्त्वाचं आहे. खूप छान अ, वाटलं तुमच्याशी बोलून. जसं तुम्ही अ, तुमची जी अ, तो प्रसंग आहे, तो शेअर केला. नक्कीच मला पण अ, त्याने खूप काही शिकायला भेटलं आणि अ, नक्कीच आपण पुन्हा भेटू, पुन्हा बोलू, धन्यवाद.
हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. धन्यवाद. मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमच्याशी या ठिकाणी भेटून. धन्यवाद. हो.
धन्यवाद.